हो, आता म्हणजे आम्ही तसे पॉटलॉक करत नाही. म्हणजे घरात <chuckles> बनवतो, नाही तर मग आम्ही सरळ ऑर्डर करतो आणि एका ठिकाणी जमतो आणि तिथेच अ, म्हणजे पार्टी होते ना एक प्रकारची. म्हणजे तुम्हालाही काही कटकट नाही किंवा अ, फ्रेशनेससाठी करतो. थोडा मोकळा वेळ म्हटल्यावर मग करायचं म्हटल्यावर किचकिच होते ना मग. त्यापेक्षा सरळ ऑर्डर करायचं, प्रत्येकाचं कॉन्ट्री काढायचं आणि ती पार्टी एन्जॉय करायची, फनी गेम्स खेळायचे बाबा किंवा त्याच्यामधून भिशी पार्टीज पण तुम्ही करू शकता नक्कीच आणि म्हणजे होतं ना हां, मग तसं एका घरात जमायचो आणि आता आम्ही तर हां, रेस्टॉरंटमध्येच जमतो आणि तिथेच भेटतो, तिथे खातो आणि काही असेल तो टाईमपास करायचा आणि जायचं आणि भिशी करायची असं एक झालंय आमचं रुटीन आता. तर मग त्याच्यात टप्प्या-टप्प्यात चेंज झाल्यात त्या पॉटलॉकमध्ये असं म्हणता येईल.
अच्छा. हां, हां. हं, हं, हं. हां. अच्छा. <chuckles> हां, हां. हां, म्हणजे थोडी सोयीनुसार म्हणजे असं जास्त अडचणी नको.
सोयीनुसार केलंय. हां. म्हणजे अगदीच अ, घ सगळ्यांनीच बनवायचं असं नाही. जमलं तर एकाच्या घरी येऊन सगळ्यांनी बनवायचं किंवा अगदीच शक्य नसेल तर मग हॉटेलमध्ये पार्टी करायची म्हणजे असं चेंज होतं त्याच्या कार्यक्रमामध्ये. म्हणजे वेळेनुसार चेंज केलंय किंवा बाबा की ऑनलाईन डिलिव्हरी घेतली, असंही करतो म्हणजे Zomato वगैरे. हो, तर मग काळानुसार बदलावं लागतं ना, तुमच्या वेळेनुसार किंवा कसं अगदी दरवेळी तसं शक्य होत नाही तुम्हाला.
हां, हां. हो, हो. त्याच्यावरूनही. बरोबर. हां, म्हणजे आपण प्रत्येक वेळेस तसंच नाही करू शकत आणि त्याच्यात अ, म्हणजे जर आपल्याला त्याची मजा घ्यायची आहे, तर थोडासा म्हणजे सोयीचं पण पाहिजे कारण सगळंच त्याच्यामध्ये लक्ष गेलं किंवा अडचणीच सोडवण्यात गेलं की तोही प्रॉब्लेम होतो. नाही नक्क अ, नक्कीच. खूप छान सांगितलं तुम्ही आणि अ, आठवणी पण तुमच्या खरंच खूप छान आहेत. त्याच्यावर टिप्स पण चांगल्या दिल्यात, की जेणेकरून म्हणजे अ, कोणालाही करायचं असेल तर आपण आपल्या सोयींनी खरंच असं बदल केले पाहिजे, गरजेचे असतात. खरंच खरंच या विषयावर बोलून तुमच्याशी खूप छान वाटलं. नक्कीच पुन्हा बोलूया. धन्यवाद.
अगदी. हो. हो ना. हो ना. प्रॉब्लेम होतो अगदीच. हो. हं, हं. हो. हो, हो. गरजेचे असतात एकदमच. हं.